आपल्या आयुष्यात बरेच असे प्रसंग येतात ना, की आपल्याला तिथं आहे ना, एक ठोस निर्णय घ्यावा लागतो. आणि तो ठोस निर्णय घेताना काय होतं ना की बऱ्याच वेळा आपल्याला काही ना काही गोष्टींचा त्याग करावा लागतो आणि मला असंच विचारायचं आहे, की तुम्ही एखादी गोष्ट सोडून दिलीत आणि त्यानं तुम्हाला सुख मिळालं का? काही सांगता येईल का याच्यावर?
हो, नक्कीच, नक्कीच. अ, मी एक अ, महाविद्यालयातमध्ये कॉलेजमध्ये असतानापासनंच एकांकिका स्पर्धा असतात. त्यामध्ये काम करायला सुरुवात केली होती. हां आणि मग अ, विविध नाटकांमधून, एकांकिकेमधनं, स्पर्धेची नाटकं असायची, राज्यनाट्य स्पर्धा असायच्या, कामगारच्या स्पर्धा असायच्या. त्यामधनं मग मी अभिनय करायला सुरुवात केली. आणि ते छान मला ॲप्रिशिएशन मिळालं तिथनं. अ, म, सर्टिफिकेट्स मिळाले, अवॉर्ड्स मिळाले. असं छान चाललेलं होतं सगळं, छान होतं. म्हणजे अ, अगदी मला व्यावसायिक नाटकांमध्ये सुद्धा कामं मिळायला लागली. तर सुरुवातीला, सुरुवातीला काहीतरी अ, ₹100-150 अशी ती नाईट होती, म्हणजे अ, 1 का शोचे 100 किंवा ₹150 मिळायचे. तर अ, आजपासून साधारण ते अ, 15 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. तर अ, तेव्हा ठीक आहे, की आपली सुरुवात आहे एवढे पैसे मिळतात आहेत ते ओके आहे. पण जसं-जसं मी नाटकात काम करायला गे अ, लागलो आणि माझा तो व्यवसाय चाल चालत होता. अ, पण मग एक लक्षात आलं.
अरे वाह! फार छान. वाह! अरे वाह! फारच छान. अरे वाह! अच्छा. अरे वाह!
की जोपर्यंत तुमचं खूप मोठं नाव होत नाही, तोपर्यंत तुमचं पैश्यामध्ये खूप फरक पडणार नाही आहे आणि असं करता-करता माझे 5 एक वर्ष निघून गेले त्यामध्ये, आणि माझे ₹150 जे शो चे होते तेच मिळायचेत मला. त्याच्यामध्ये काही वाढ नव्हती झाली.
अरे बापरे! अच्छा.
तर मग तेव्हा मला ते फार गंभीर वाटलं होतं, मग मी ठरवलं होतं, की आता नाटकांमध्ये काम करायचं नाही अ, अर्थाजनासाठी तर अजिबातच नाही. कारण ते मी करियर म्हणून निवडत होतो पण मग ते काय अ, आई-बाबा तर मला म्हणायचे, की "तुला काही भिकाचे डोहाळे लागलेत का?" असं असे मला टॉन्‍ट मारायचेत ते. "असं का करतोयेस तू हे? यामध्ये पैसा नाही मिळणार. हां, तू काहीतरी व्यवसाय वगैरे कर, नोकरी कर, कुठेतरी आणि मग हे पार्ट टाईम म्हणून अ, छंद म्हणून याला जोपास. तरच आहे पूर्ण वेळ देतोय ते काही बरोबर नाही." मग तेव्हा मी कानाला ख खरं तर खडा लावला आणि म्हटलं, "नाही-नाही या भानगडीत नाही पडायचं" आणि मग अ, <chuckles> तो त्याला काय म्हणूयात, रामराम केला आणि अ, माझा व्यवसाय सुरू केला, त्याच्याशी संलग्न आहे पण मी काय एक्टिंग करत नाही आणि नाटक करत नाही एवढंच आहे, अ, वेगळा व्यवसाय सुरू झाला माझा डॉक्युमेंटरी मेकर्स म्हणून मी आता काम करतो. अ, तर त्याला रामराम केला आणि मी आता सुखी आहे, असं म्हणायला काही हरकत नाही.
अरे बापरे! <chuckles> अरे बापरे! अच्छा. अरे वाह! फार छान. अरे म्हणजे तो घेतलेला निर्णय तुम्हाला जो आहे तो भविष्यासाठी चांगलाच ठरला असं म्हणायला काहीच हरकत नाही. खरंच आई आई-वडिलांनी ओळखलं होतं त्यावेळेस आणि त्यांनी सल्ला दिला. पण मला एक विचारायचं, की एक भावनिक गोष्ट असते ना, कारण की तुम्हाला त्यावेळेस तुम्ही कॉलेजपासून करायचे आहेत एकांकिका करायचे, नाटक करायचे, हळू-हळू मग तुम्ही बराच वेळ दिला त्याला. मग अ, ते सोडायचे जेव्हा निर्णय घेतला, तुम्ही जो निर्णय घेतला मग त्यावेळेस नेमकं काय वाटत होतं तुम्हाला? की नाही खरंच मी आयुष्यातला काहीतरी एखादा माझा काय अंगातला एखादा तो भाग काढून देतोय, की मग पुढं चालवून कसं होणार? मी याच्याशिवाय आता नाही राहू शकत. पण मग आता मी कसं निभावणार? की मला तर हे काहीच माहीत नव्हतं. कारण तुम्ही पूर्ण वेळ त्यालाच दिला, की बाहेर जॉब करायचा आहे हे तर काही प्लॅनच नव्हता तुमचा. मग त्यावेळेस नेमकं काय होतं कारण की तो फार कठीण वेळ होती असं मला वाटतं.
चांगलाच ठरला. हो, हो. हो, हो, हो. हां, सल्ला दिला. हां. हो, हो. हो, हो. अगदी बरोबर, अगदी बरोबर. हो, हो, अगदीच कठीण होती. कारण अ, मग ते असं म्हणतात ना हिंदीमध्ये असं म्हणतात, की दिल और दिमाग की जंग वगैरे असं <chuckles> ते सगळं होतं, की अ, आपलं मन म्हणायचं, नाही, नाही, नाही अरे याच्याशिवाय मी राहूच शकत नाही, जगूच शकत नाही आणि हे क करणं गरजेचं आहे आणि मेंदू, डोकं म्हणायचं तेव्हा, "अरे बाबा तू हे करायला हरकत नाही, पण तू हे केल्यानंतर तू जगू शकणार नाही. तू जगलाचं नाही तर क करणार काय?" खायला नाहीतर मग इतर लोकांचे जे काही अ, कलाकार होते त्यांचे मी बघितलं, ते आर्थिक फार चणचण असायची सारखी त्यांना. तर मग असं, तेव्हा मी निर्णय घेतला होता, की काय करूयात? काय करूयात? खूप आणि खूपच त्रास होत होता. कारण एक अ, 5 वर्ष तर मी व्यावसायिक नाटक केले, त्याच्या 5 वर्षाआधी म्हणजे जवळजवळ 10 वर्षापासनच तो माझा प्रवास होता. एकांकिका सुरुवात करेपर्यंत पासून तर व्यावसायिक नाटकाला रामराम करणेपर्यंत जो 10 वर्षाचा काळ होता, तर त्यामध्ये मला असं वाटलं, की नको, नको, नको हे बरोबरच आहे, आपण सोडत आहोत. पण मग असं काम सुरुवात करायची, की ज्याच्याने पैसा येईल आणि मग अ, आपल्या फील्डशी पण थोडंसं संलग्न राहू, एक थोडासा तो एक दिलासा होता. मग आता आम्ही डॉक्युमेंटरी करतो किंवा शॉर्ट फिल्म वगैरे करतो, तर तेव्हा तो छंद म्हणून अ, काही वेळासाठी, काही सेकंदांसाठी, मी अ, कॅमेरा समोर जातो आणि माझी जी काही ती अ, जुनी आठवण आहे ती हं पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो.
<chuckles> अरे बापरे! अनुभवलं जातं. अगदी छान. म्हणजे नाही अ, खरंच चांगला निर्णय घेतला तुम्ही आणि काय छंदाशी जोडलेलेच आहे आखिरकार. कुठं ना कुठं परत काय होतं त्या जुन्या आठवणी किंवा मग तो असंही आपण ह्या दृष्टिकोनाने बघितलं तर फार चांगली गोष्ट आहे, कारण की तुम्ही जर 10 वर्ष तुम्ही ते एकांकिका आणि ते नाटक केलं तर तुम्हाला भरपूर काही शिकायला भेटलं त्याच्यापासून, की जेणेकरून आज तुम्ही जे करताय त्याच्यामधली जी क्रिएटिव्हिटी आहे, ती अर्थातच तिथून कुठून तरी आली तुम्हाला असं म्हणायला काही हरकत नाही आहे. खरंच फार छान. पण अ, असं कधी जाणवलं का त्यावेळेस काय आहे ना की आपण हे जे करत होतो एवढं 10 वर्षाचा तुमचा प्रवास आहे, मग जसं तुम्ही सांगितलं कुटुंबातल्या व्यक्ती कुटुंबातले व्यक्ती सहसा काय आहे शक्यतो चांगलंच सांगतात, चांगलंच बोलतात याच्या व्यतिरिक्त काय आहे ना मग, आपले नातेवाईक हे समाजातले लोकं, मित्र मग आपल्या त्या निर्णयामुळं कधी आपल्याला वाईट बोलायचे किंवा मग असा एखादा काही वाद-बिद झाला का त्यांच्यासोबत त्यावेळेस की बाबा नेहमी माझं करतोय ते बोलतात ना की "बाबा ठीक आहे, तू करतोय, पण घर चालवायसाठी काय? त्यानं पैसे भेटतात का?" कारण की आपल्या समाजाचा दृष्टिकोन काय आहे ना की तुम्ही किती चांगलं काम करताय आणि काय चांगलं काम करताय याच्याकडं नसतो, त्यांचं फक्त एकच दृष्टिकोन आहे तुम्ही पैसे किती कमवता?
हो, हो. हो, हो. अर्थातच, अर्थातच. हो, हो, हो. हं. हो, हो, हो. हं. हं, हं. हं, हं. हं. हां, हां. <clears throat> हं, हं. हं. हो, हो. पैसे किती कमावतात. बरोबर, अगदी बरोबर. <clears throat> मग त्यामध्ये माझे मामा हं. हो, हो, माझे मामा वगैरे होते ना, ते मला सारखे हे करायचे ते, अ, "हे करतो ठीक आहे, पण पैशाचं काय? अ, हां, पैशाचं काय म्हणजे तू जे व्यावसायिक करतोय किंवा नाटक करतो आहे. व्यावसायिक नाटकामध्ये काम करतो आहे तू, पैशाचं काय?" मग त्यांना ते सांगितलं का "अरे याच्यापेक्षा माझ्या घरी काम करतो ना, तो जास्त कमवतो," असे ते टॉन्ट मारायचे तेव्हा. आमच्याकडे जो हां, घरकाम करणारा जो गडी आहे, तो सुद्धा आमच्या तुझ्यापेक्षा जास्त कमवतो रे. मग ते इतकं लागायचं खरंतर. मग असं ठरवलं होतं की यांना आहे ना आपण सुपरस्टार बनून दाखवू, मोठा कलाकार बनून दाखवू असं ते एक <chuckles> चीड असायची. याच्यामध्येच आहे ना हां, असं वाटायचं की मी मोठा फिल्म स्टार बनून दाखवतो यांना वगैरे पण ते प्रॅक्टिकली तेवढं शक्य नव्हतं कारण, जर तसं करायचं आहे तर मुंबईमध्ये जाऊन राहणं तिकडं स्ट्रगल करणं, ओळख निर्माण करणं मग तुम्ही मग चांगली ॲक्टिंग जर करत असाल तर मग सुपरस्टार व्हाल मग नशिबाची साथ मग तिथे तेवढा सर्व्हायव्ह करण्यासाठी पैसा अशा खूप गोष्टींचं हे होतं. मग ते सगळा विचार केल्यानंतर एक लक्षात आलं की नाही आपण ह्या क्षेत्रात राहून दुसरं काहीतरी शिकूयात मग तेव्हा मग अ, त्या सुरुवातीच्या काळात कॅमेरा शिकलो मी खरं सांगायचं तर. अभिनय सोडला आणि कॅमेरा शिकलो. अ, कॅमेरा विकत घेतला आणि मग माझा व्यवसाय सुरू केला आणि मग ती हळू-हळू माझी फर्म तयार झाली खरं सांगायचं तर. त्या काळात अ, अ, त्याच क्षेत्रात राहून पण वेगळं काम करायला लागलो आणि जेणेकरून आज मी सेटल आहे गाडी आहे, स्वतःचा फ्लॅट आहे अ, ऑफिस आहे असं सगळं ते त्या ह्याच्यावरती झालं. पण मी जर तेच करत बसलो असतो, तर नसतं झालं आणि मामा जर असे बोलले नसते टोचून तर मी एवढा पेटलोही नसतो आणि असंही झालं नसतं. मी ते पॉझिटिव्हलीच घेतो त्यांचे निगेटिव्ह गोष्टी हां, असं झालंय.
मग ह्या दृष्टिकोनाचा पुढं काय? <chuckles> हो ना, एकदमच कसं वाटायचं. अच्छा. <chuckles> हो, हो, येतं हां, वाटतं ना त्या क्षणाला. अरे वाह! अरे वाह! <snorts> आणि मग आज एकंदरीत सगळ्यांचा काय अनुभव आहे, म्हणजे आता कुटुंबातल्या व्यक्ती, मामा आता ठीक आहे आता तर सगळं काही व्यवस्थित झालेलं आहे. मग आज ती पाठीमागची जी चूक आहे, ती तुम्ही बरोबर करून दाखवली किंवा मग जे पद्धतीनं बोलले, की त्यांचं मार्गदर्शनच्या हिशोबाने तुम्ही तो सल्ला घेतलात. मग आज काय वाटतं, त्यांना काय वाटतं तुमच्याबद्दल?
हां. हां. अ, हो, हो. हं. हां, हां. हो, हो, हं. यार त्यांना म्हणजे खरंतर आता अभिमान वाटायला लागला, पण सुरुवातीला जेव्हा हे कॅमेरा घेतला पुन्हा त्यांना असंच वाटत होतं, "अरे, हा काय करतोय, याच्याने काय होणार आहे, याच्याने" लोकांना आहे ना, काम काय चाललं ते नाही तुम्ही सांगितलं रिझल्ट, पैसा दाखव. तू जर ते सगळं हे दाखव तर तेव्हा, आता मामाला मुलगी नाही आहे, नाहीतर त्याने त्या मुलीशी माझं लग्न लावून दिलं असतं. <chuckles> असंही झालं असतं. पण मग अ, छान मग तो मामा अ, इतर मला स्थळ सुचवायला लागला. माझ्या लग्नामध्ये खूप अ, त्याने छान मदत केली. आणि खूप अ, अ, काय म्हणूयात आता खूप पॉझिटिव्ह आहेत ते आणि सारखे म्हणत असतात, "तुला कधी काही गरज पडली, तर मला सांग." म्हणजे त्यांचा विश्वास निर्माण झाला खरं सांगायचं तर, की हां, नाहीतर ह्या फील्डवर लोकांचा विश्वास नसतो, अ, की काय होईल? काय नाही होणार? पण मी त्यातल्या त्यात ते डॉक्युमेंटरीचं फील्ड असल्या कारणाने ते छोटे-छोटे डॉक्युमेंटरीज आणि ते काम सतत चालू असतं आणि ते छान आहे, अ, इतर क्षेत्रांपेक्षा. थोडं स्टेबिलिटी आहे, असं मला वाटतं त्यामध्ये. आणि छान चाललं आहे माझं. अ, विविध संस्थांसाठी काम करतो आणि मग अ, त्यामुळे मामाला असं मामा झाले किंवा इतर कोणी नातेवाईक जे बोलायचे, ते पॉझिटिव्ह झालेत. ते आता म्हणतात, "तुला काही मदत लागली तर सांग, आम्ही करू." पण आता तर खरं अ, सगळं छान झालंय माझं अ, उलट मला तर असं वाटतं, की आता आपण काहीतरी कुणाला मदत करावी आणि शक्य झालं तर मीच मदत करतो त्यांना आता असं.
हं, परत परत हं. <chuckles> एकंदरीत. फारच छान. अरे वाह! <chuckles> हं. नाही, फारच छान. नाही, तो तुमचा तो सुरुवातीचा संघर्षाचा काळ आहे, मग बाकी सगळ्या गोष्टी सुरळीत झाल्या आणि खरंच फार छान वाटलं मला तुमच्याशी बोलून आणि नक्कीच मला पुन्हा बोलायला आवडेल तुमच्याशी. तुमचे खरंच मनापासून आभार आणि खूप-खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया आपण.
हां, नक्की, नक्की. तुमचेही खूप-खूप आभार. खूप-खूप धन्यवाद खरंतर मला अ, माझ्या संघर्षाच्या काळापासून तर आत्तापर्यंतचा जो मी अ, सुखी आहे. आपण जो आपला आपण बोलण्यात घेतलं होतं, की एखादी गोष्ट सोडून दिली आणि मी सुखी आहे तर खरंच मी नाटक अ, व्यावसायिक नाटकांमधलं काम सोडून, हे काम केलं तर मी खरोखर सुखी आहे. तुमच्याशी बोलूनही मला खूप अ, छान वाटलं. अ, तुमचे खूप-खूप आभार धन्यवाद. पुन्हा भेटू, पुन्हा बोलू, धन्यवाद.